छोटं होत जाते. बरोबर म्हटले तुम्ही.
तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपल्याला असं वाटतं तो इन्फ्लुएन्सर आहे. हे रील बनवणारे आहे. ते दिवसभर फोन चालवतात का हो? नाही. त्यांच्याकडे टीम असते. ती टीम फ्रेंडला धुंड शोधते आणि मग ते लोकं त्याच्यावर रील बनवून एक दिवसाची एक रील बनवून ते हटून जातात तिथून. त्यांच्याकडे त्या रीलवरनं एवढा पैसा आहे की ते आपली एक सुव्यवस्थित जीवन अ, जीवन दिनचर्या बनवू शकतात. आपण काय करतो? आपण दिवसभर रील बघतो. आह! खूप छान बनवलेली आहा! खूप छान. अरे! तुम्ही हे तर विचार करा की तुम्ही ती रील बघितली आहे. तुम्हाला काही फायदा भेटला? नाही भेटला. तुम्ही हसत राहिला पागलांसारखे. काही मतलब नाही, काही हे नाही. काही हेतू तर साधा आपल्या जीवनाचा आणि
सांगा ना. हां, हां. हां. अ, नाही. अच्छा. हां. अ, बरोबर, बरोबर. अच्छा. ते पण उद्यापासुन. बरोबर, बरोबर. हं, हं, हं. <laughs> नाही. <chuckles> बरोबर. बरोबर. हो. हेतू साधणं आवश्यक आहे. बरोबर आहे.
आणि आजचा जो सोशल मीडिया आहे ना मला असं वाटतो तो आपल्याला हेतूपासूनच दूर करत चाललाय.
हं, हं. हां. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.
तो असा की तुम्ही हेतू नका. अ, आपल्या लक्षात जीवनाचा हेतू नका लक्षात ठेऊ. तुम्ही हे लक्षात ठेवा की त्या मुलीने गुलाबी साडी गा अरे! काय चाललंय? बरोबर ना. तुम्ही हे विचार तर करा तुम्हाला काय करायचंय? कसं करायचं? आयुष्य अगर आज अगर आपण युवा पिढीशी विचारलं ना की तुमच्या भविष्याचे स्वप्न काय? ते म्हणतील मला इन्फ्लुएन्सर व्हायचंय. बरोबर?
हां. <laughs> बरोबर आहे. बिलकुल बरोबर आहे. बिलकुल आलं. हां. सांगू शकणार नाही. इन्फ्लुएन्सर व्हायचंय आणि काही मोठं सांगू पण शकणार नाही ते, बरोबर का नाही? काहीच नाही सांगू शकणार. नाही खूप छान तुम्ही बघा बरं सांगताय की अ, मोबाईल जो आहे ना तो किती डिस्टर्ब करतोय? आणि त्याच्यावर अंकुश ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ज्या छोट्या-छोट्या तुम्ही टिप्स सांगितल्या जसं की न्यूजपेपर घेऊन जाणं, मॅगझीन घेऊन जाणं, ते वाचणं, योगा करणं आणि तुम्ही सूर्यामध्ये बसता, सूर्यामध्ये राहता, गोक स्नान करता, सूर्य स्नान करता. हे खूप छान सांगितलं बरं का तुम्ही. आणि त्यांच्यासोबत मोबाईलमुळे काय होतंय की घरच्यांसोबत बोलत नाहीये, घरी कुटुंब आहे का नाही? ते पण आपल्याला समजत नाहीये. हे खूप छान सांगितलं म्हणजे ह्याच्यामधून बाहेर पण कसं निघायचं आणि अ, फोनला डिस्कनेक्ट ठेवायचं, डिजिटल डिटॉक्स करायचं. हे कुं फूत खूप छान पद्धतीने मांडलं इथे. मला खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून, खूप काही नवीन माहिती मला भेटली. <laughs> नक्कीच आपण पुढे अजून भेटूयात. अ, धन्यवाद, धन्यवाद!
काहीच नाही सांगू शकत. हो. बरोबर. हो. मला पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. हो, हो. हो, हो. धन्यवाद!

बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे.
त्या ते मी हे मी तुला तुम्हाला सांगतो काय झालं होतं ना? एकदा ना, अ, माझा एक मित्र होता त्याला ना तो बिहारचा होता. त्याला तो बिहारचे क्रिएटर्स वगैरे खूप आवडायचे आणि तो माझ्याबरोबर कंपनीमध्ये काम करायचा. तर मी तुम्हाला खरं सांगू कंपनीमध्ये काम करता, करता पण तो रीलच बघायचा. त्याला अक्षरशः 2 मिनिट जरी भेटले ना, तो त्याच्यामध्ये दोन ते तीन रील स्क्रॉल करून घ्यायचा.
हां. अच्छा. अच्छा. हं. हां, हां. अरे बाप रे! हां. अरे! अरे बाप रे! म्हणजे एवढं ॲडिक्ट. हां. <chuckles> मग? <chuckles>
तर मग एकदा काय झालं हो, अरे! भयानक, भयंकर. मग काय झालं, त्याची बारा वाजली. कशी वाजली की ना, आमच्या कंपनीमध्ये ते झालं, असं अ, काय म्हणतात ऑडिट झालं आणि नेमका तो होता क्वालिटीचा. क्वालिटीच्या सग ऑडिटमध्ये सर्वात मोठं पोथी होती, सर्वात त्याच्यातच लागते. प्रोडक्शन कसं की क्वांटिटी किती होती काय झालं? पण क्वालिटीचं कसं ना, की तुमचा हा प्रॉडक्ट लॉस झाला, ह्याच्यामध्ये डिफेक्ट आला, हा रिवर्कमध्ये झालं. तर ते पूर्ण अस डिटेल लागते. तर त्यांनी काय तो रीलमध्ये लागलेला होता. त्याने लक्ष नाही दिलं. त्याचा बॉस बोलून गेला, की "अगले, दो हफ्ते में सर आपके लिए एक ऑडिट रखा जाएगा. तो आप देख लीजियेगा." असा काहीतरी त्यांचा संवाद झाला. तर मग संवाद साध साधला आणि त्यांनी लक्ष नाही दिलं. तो मस्त आपल्या रीलमध्ये गुंतत गेला, गुंतत गेला, गुंतत गेला. त्याला काही अर्थ नाही की कोण काय म्हणालं, काय नाही केलं, काय झालं? असं वाटलं त्याला की तो ह्या जगामध्ये होताच नाही. तो असा बाहेर एक असा आउटर स्पेसमध्ये बसलेला होता तो. <laughs> तर कसं बरोबर, का की काय असतं, मग आम्ही पाहिलं ना, की तो क्षण आला जेव्हा ऑडिट होता आणि त्याच्याकडे रिपोर्ट्स नाही.
हां. हां, हां. अरे बाप रे! हो, हो, हो, हो. हां. हां, हां, हां. डिटेल पाहिजे. बरोबर. हं. अच्छा. अरे बाप रे! हां, मग? गुंतत गेला. बरोबर. हां, हां, हां. <chuckles> बरोबर. आउटर स्पेसमध्ये बसला. बरोबर बोलले तुम्ही. हां. <chuckles> हां. हां.

हां. ते पण आहे आणि फोमो पण होतंय बघा, फिअर ऑफ मिसिंग आउट लोकांना होतो, म्हणजे लगेच अ, मोबाईल काढून लगेच चेक करणं, नोटिफिकेशन कोणी काय पाठवलं का, कुणी काय अपडेट केलं का? ह्या पण गोष्टी हां.
आणि एवढं ना हो. हो, आपल्याला आभास होतात, की फोन चा कोणाचा फोन तर नाही आला. अगर तुमचा फोन 10 मिनिटासाठी तुमच्याशी दूर राहिला ना, तुम्हाला असं जीव गुदमरायला लागतं. तुम्हाला असं वाटतं कोणतं व्यक्ती आहे, तो माझ्याशी दूर आहे. एवढं आपण फोनला इतकं आपल्याजवळ करून घेतलंय ना, की ते रोटी, कपडा, मकानवाला ना आता फोनवर येऊन गेलाय पूर्ण.
हं. हो. बरोबर, बरोबर, बरोबर. हो. हां. हां. फोनवर येऊन गेलं म्हणजे फोन असलं की झालं काम. बरोबर बरोबर. बरं तुम्ही या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत झाल्या. नंतर असं काय घडलं, की तुम्ही नाही का फोनपासून दूर राहायला गेले. नंतर अ, फोनपासून दूर राहिल्यानंतर पण तुम्हाला काय काय फायदे झाले? तुम्ही ते ते सांगता का मला, म्हणजे ते मला पण ॲप्लाय करता येईल माझ्या जीवनात?
अरे! तेच तर समजत नाही. हो. अरे! मी सांगू तुम्हाला काय झालं होतं. अ, माझा एक सेमिनार होता दिल्लीमध्ये आणि मला 15 दिवसासाठी दिल्लीत थांबायचं होतं.
हां. हां. अच्छा. हां, हां.
तर आता इथे तिथे घरी घ मतलब असं घर तर नव्हतं. हॉटेलमध्येच होतो आणि मी एकटा सेमिनारमध्ये मला एकट्यासाठीच पाठवलं होतं कंपनीनी. तर अ, मी दिवसभर सेमिनार अटेंड करायचा. संध्याकाळी यायचा आणि दिल्लीचा एवढा ट्रॅफिक, एवढा नाटक. कुठे बाहेर जायचं मनच नाही करत. हो. तर मग मी सीधा हॉटेल यायचो आणि हॉटेल पण काय? हॉटेलमध्येच आमची कॉन्फरन्स होती.
हां, हां. अच्छा. हं. बाप रे! भयंकर ट्रॉफीक आहे दिल्लीचा हो. मग? हां.
तर बस तिथेच थांबायचं, तिथेच जायचं, यायचं, जायचं हेच करायचं. तर दिवसभर प्रोजेक्टरवरनं स्क्रीनवरनं चाललं आणि मग रात्री रूममध्ये आला, की फोन चालवायचे. त्या 15 दिवसानंतर माझे डोळे असे झाले ना, की मला असं वाटलं माझी आई म्हणाली "दारू पिऊन आला का तू?" असं मला म्हणाली. <laughs> तर अरे! भयानक. आई बोलली बोले "15 दिवस काय दारूच पित होता का तू?" "नाही आई, ते डोळे असे झाले. कामं एवढी आणि टेन्शन एवढा." बोलली "कसला टेन्शन. तुम्ही कॉन्फरन्ससाठी गेला होता की टेन्शन अ, पाहायला गेला होता." म्हणलं "नाही." तर ते खूप आता त्यांचा दृष्टिकोन हे असतं ना, की आमची पोरं छान राहायला पाहिजे. तर मग मी स्वतःला आपल्या आरशामध्ये बघितलं. म्हणलं "अरे बाप रे! हालत बिघडत चालली इथं." तर मी त्याच क्षणी ठरवलं, की मला फोन कमी करायचा आहे. आता तुम्ही कमी कसं करतात? हो.
अच्छा. हां, हां. हं, हं, हं. बाप रे! अरे बाप रे! <laughs> खूपच डेंजर काम झालं होतं मग तर. हां. मग? अरे बाप रे! हां, हां. पहायला गेला होता. <chuckles> हां. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर. हां. खरंच. अच्छा. म्हणजे